आपलं फेस्टिव्हल असेल, सणासुदीचे दिवस असेल, तर संगीत आणि गाणं आणि म्युझिक तर येतच येतं. तुमच्या घरी असं काही आहे का? असं कुठलं संगीत जे तुम्ही एन्जॉय करता?
हो, हो, अगदी. तुम्ही जसं म्हणालात, सणासुदीचे दिवस आणि संगीत, मला वाटतं ना, भारत इतका संगीत आणि जे आपले सण आहेत त्याच्यासाठी खूप फेमस आहे. म्हणजे तसं म्हटलं ना, तर बघा तुम्ही, गणपतीचं सण असतील, जेव्हा गणपती येतात, तेव्हा कितीतरी फॉरेनर्स लोकं येतात आणि ते बघतात, की गणपती कसे बसवतात, गणपतीचं विसर्जन कसं करतात. आता वारकरीमध्ये पण कितीतरी लोकं येऊन बघतात. वृंदावनला जर तुम्ही गेलात, तर होळी जेव्हा असते
बरोबर.
इतके, म्हणजे लोकांना इतकं कौतुक आहे आता हल्ली आणि खरं मी सांगायचं ना तर आपल्या भारतीय समाजाचा ठेवा म्हणजे हे सण आणि ते संगीत.
हो, हो. हो, हो. म्हणजे आपल्या सणांसारखं रंगीत आणि संगीत, हे कुठेच नाही. <chuckles>
<chuckles> अगदी, अगदी, काय काय मस्त बोललात तुम्ही, खरं आणि तुम्ही तसं म्हणाल ना, तर आपली जी बॉलिवूडची जी गाणी आहेत, ती पण कितीतरी. आता होळीची कितीतरी गाणी आहेत बघा, रंग बरसे हां, बलम पिचकारी, कितीतरी गाणी आहेत बघा तुम्ही.
हां, हो. आणि आपलं अ, मराठीमध्ये पण होतं ना, अ, अ, होली
हो, हो. खेळताना रंगबाई होळीचा.
हां. छान-छान गाणी आहे ते. हो.
कितीतरी खूप, खूप.
आणि आपल्याकडे वाद्य पण किती वेगवेगळे आणि व्हरायटी आहेत. म्हणजे अ, ते अ, म्हणजे हार्मोनियमपासून, तबल्यापासून, बास आणि ते फ्लूटपासून, म्हणजे त्याच्यातसुद्धा अनेक प्रकार आहेत. एवढे की मला, माहीत पण नाहीत. अच
ओ, हो. नाही. मी मी तुम्हाला माझा एक किस्सा सांगते. आता मी पुण्यामध्ये राहते आणि पुण्याला ना अ, जेव्हा अ, आपलं आ पंढरीची जेव्हा वारी जाते, तेव्हा पालखी घेऊन जातात.
हो. बरोबर.
आणि पुण्याला ना, आम्हाला ऑफिसमध्ये जाताना, एक ते स्पेशल ईमेल येतं की "आज, वारी जातीये आणि तुम्ही म्हणजे, एक तर घरून काम करा." किंवा अ, तुम्ही ऑफिसला, एक त्या वेळा ठरवून दिलेल्या असतात, त्यांच्या की कारण वा हो.
काय बोलता? म्हणजे ते एवढं त्या वारीला सपोर्ट करतात की तुम्ही सुद्धा घरून करा किंवा त्याला मॅच करून, तुमचं शेड्यूल ठरवा. किती सुंदर आहे हे, म्हणजे पहिल्यांदाच ऐकलं असं पण होतंय.
हो, हो. हो. कारण ना हो, हो. ते रूट ठरलेलं आहे त्यांचं, ती जागा. आणि
नाही, रूट ठरले माहिती आहे. पण म्हणजे तिकडचे कर्मचारी सुद्धा, आपल्या अ, एम्प्लॉइजला असं सांगतात, हे मी पहिल्यांदा ऐकलंय, की
हो, हो, हो. कारण तुम्ही ऑफ
मग तिकडचं तिकडचा ठेका तर वेगळाच असतो. म्हणजे आपलं अ, अ, तिकडे तुम्ही कसं वारीमध्ये वारीमधलं संगीत तुम्हाला कसं वाटतं? म्हणजे एक वेगळंच असतं ना त्याच्यामध्ये?
जाऊ शकत नाही. खरं मी सांगू तुम्हाला, जे वारीमध्ये पालखी घेतात आणि आणि असं, नाही आहे की लोकं धांगड-धिंग्या सारखी नाचताहेत. छान, मस्त, लेझीम घेऊन नाचतात. त्यांनी त्या सुंदर पांढऱ्या टोप्या घातलेल्या असतात, टिळा लावलेला असतो आणि देवाचं नाव, विठ्ठलाचे अभंग म्हणत असतात. तुम्ही खरंच, तुम्हाला कधी एकदा म्हणजे चान्स मिळाला ना, नक्की तुम्ही ती पालखी आणि ती वारी बघायला जा. माझी खूप इच्छा होते आणि मला नेहमी, असं वाटतं की आपल्याला, एकदा तरी म्हणजे पंढरीचं दर्शन घ्यावं आपण, तिकडे पंढरपूरपर्यंत जावं. पण अ
हो. किती सुंदर आहे ना ते. ते नाचताना तर असं वाटतं की अ, विठ्ठल नाचतोय.
हो, हो. इतकं खरंच, इतकं निरामय वातावरण होऊन जातं आणि मला, वाटतं हे कुठच्या सणापेक्षा कमी नाहीये. अ, आपल्या गणपती उत्सवामध्ये, नाशिक ढोल जे वाजवतात बघा.
बरोबर आहे. बरोबर. हां, ते तर मस्तच, भारी!
आणि भारी म्हणजे त्याचं बघा ना, त्याचं किती लय आणि तालबद्ध. महिना-महिना लोकं त्याची प्रॅक्टिस करतात अगोदर.
हां, मस्त! आणि म्हणून तर ते एवढं सुंदर होतं. काय तो थाट असतो, काय ते अ, म्हणजे बीट्स असतात. आणि काय त्यांची ती अ, एकत्र म्हणतो ना, लयबद्ध स्टेप्स असतात, सुंदर वाटतं एकदम.
हो, हो. हो, हो. आणि कितीतरी तुम्हाला कलाकारसुद्धा तुम्ही असं म्हणू शकता, की त्याच्यामध्ये सामील होतात. ते छान ती वाद्य वाजवतात आणि ते मला तर कळत नाही कधी-कधी. अहो, म्हणजे त्या मुली स्वतःच्या वजनाच्या दुप्पट ते ढोल गळ्यात घालतात आणि मग वाजव
घालतात तसे बरोबर. एक
हो. <chuckles>
आणि त्यात पण त्या तेवढ्याच त्या काय म्हणतात ना, काय एटिट्यूडने ते ढोल वाजवत असतात, काय मस्त असतं ते. तुम्ही कधी बघितलंय का? तुमच्या कोणी अ, किंवा अ, तुमच्या कोणी नातेवाईकाने किंवा तुम्ही स्वतःहून कधी असं कशात पार्टिसिपेट केलंय का?
ती आणि त्यात खरंच ना, मला इच्छा खूप आहे हो. मला खरंच मनापासून इच्छा आहे, की मला एक एकदा तरी पण ते कठीण आहे हो. मी खरं सांगू तुम्हाला
ढोल, लेझिम किंवा काहीही. कशामध्ये?
अ, हो. अहो तो ढोल सुद्धा उचलायचा म्हटलं ना, तर अक्षरशा म्हणजे <chuckles> मला <chuckles> अहो त्याचं वजन खूप आहे म्हणजे खरंच त्याच्यामध्ये ना, खूप मेहनत आहे आणि चिकाटी असली पाहिजे तुमची.
<chuckles> हं. हं. हो, हो.
आणि एवढी तुमची शिस्तबद्ध तुम्ही स्वतःला ठेवलं पाहिजे की रोज तिकडे जा. रोज ती प्रॅक्टिस करा आणि मग तुम्हाला, पण ते जे वातावरण खरंच निर्माण करतात आणि त्या गणपतीला एवढं सुंदर एवढं छान वाटतं. आणि आपल्याकडे कितीतरी असे सण आहेत बघा. आता नवरात्र जेव्हा येते, तेव्हा आपण छान म्हणजे, आता गरबा वगैरे तसं म्हटलं तर मुंबईत, पण बाकी तुम्ही महाराष्ट्रात गेलात ना, की जिथे घट बसतात बघा
मस्त. बरोबर.
तिथे देवीची उपासना केली जाते आणि मग तिथे देवीसाठी गाणी म्हणतात. देवीची आरती करतात. आपल्याकडे इतकी छान परंपरा आहे. अभंग म्हणतात आणि
मस्तच, मस्तच.
दिवाळी पहाट बघा तुम्ही. दिवाळी पहाट
त्यात पण सुंदर-सुंदर गाणी असतात एकदम, म्हणजे एकदम अ, अ, काय म्हणतात ना, नव्याने सुरुवात होते सगळ्या दिवसाची आपली.
हो. किती छान अभंग म्हणतात. हो, हो. किती छान जुनी गाणी म्हणतात मराठी इतकी सुंदर-सुंदर, नवीनही म्हणतात पण जास्त करून तुम्ही बघाल तर अभंग, ओव्या आणि यामुळे ना आपल्या सणांचं इतकं छान महत्त्व आहे आणि मला वाटतं ना संगीत जेव्हा एखाद्या सणाला धरून आहे, तेव्हा आपण समोरच्या पिढीलासुद्धा त्याच्यामध्ये खूप मजा येते बघा.
हो, गणपतीत कुठली-कुठली गाणी ऐकलीत तुम्ही?
अ, गणपतीत तर बरीच. "चिकमोत्याची माळ, होती गं, तीस तोळ्याची गं" आणि मग परत ते अजय-अतुल यांचं गाणं आहे अ, गणपतीचं.
"हे गण गणराया" हां.
हो, हो. गणरायाचं. बरीच. गणपतीची तर
हो, हो, हो. आणि नवरात्रीला?
नवरात्रीला तर इथे मी मुंबईत असल्यामुळे तर मी गरब्याची जास्त गाणी ऐकली आहेत, पण आमच्या गावी आरत्या वगैरे म्हणतात, म्हणजे देवीची दुर्गा म अ, दुर्गेची आरती. हो, "दुर्गे दुर्घट भारी," आरत्या वगैरे म्हणतात. तिथे असं गाणी वगैरे म्हणजे असं गरबा वगैरे नाही खेळत. आणि
अच्छा. "दुर्गे दुर्घट भारी," वगैरे हां. अ, मग तिकडे असं काहीतरी वेगळं सांस्कृतिक केलं जात असेल ना म्हणजे गाणी नसेल पण म्युझिक वगैरे असतेच मला वाटतं.
हो, हो. तिथे ना मंगळागौरचे जसे खेळ असतात ना, तसं शेवटच्या दिवशी खेळ खेळतात बघा.
हां. मंगला मंगळागौरपण डान्सच झाला ना, म्हणजे ते एक नृत्याचा प्रकार झाला. मला वाटतं फुगडी वगैरे पण खेळतात ना हो?
आणि हं. हो, हो. आणि हो, फुगडी खेळतात आणि मग ती वेगवेगळी गाणं म्हणतात, की "तुझ्या भावाचं नाक चपटं ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा." <laughs> हो, हो, मी खेळली आहे. मी खेळली आहे आणि
अरे वाह! <chuckles> तुम्ही खेळलात का हो? मग ते अ, एकदम नऊवारी साडी घालून वगैरे. नथ घालून वगैरे. काय वाटत असेल ना, सॉलिड एकदम.
हो, हो. म्हणजे 1 तास तर, मी खरं सांगते तुम्हाला, तर तयार व्हायलाच जातो.
<laughs> ते तर आहे. एवढं मस्त दिसतो पण ना त्यामध्ये.
हो. आणि ती बस फुगडी घालायची. ते सूप असतं, ते ते सुपाला घेऊन मग अ, ते सुपाचं ते तो डान्स असतो एक आणि ती कळशी असते, त्या कळशीचा डान्स असतो हो, हो, हो.
मग ते पण करता तुम्ही? अरे वा! मग ते बॅलन्स कसं करता हो म्हणजे अ, किती वेळा मी ते बघितलंय. एकदम छान वाटतं म्हणजे आणि ते सुद्धा का ह्याच्यावरती तालावरती एकदम.
हो. तालावरती नाचायचं. खरं म्हटलं ना, प्रॅक्टिस. थोडीशी प्रॅक्टिस केली ना, तर तुम्हाला सोपं होऊन जातं.
हां. प्रॅक्टिस. किती दिवस आधी प्रॅक्टिस करतात ते. म्हणजे वा का चार पाच दिवस. अच्छा, म्हणजे आधीपासूनच अ, येत आहे. त्यामुळे नुसतं 4-5 दिवसाची प्रॅक्टिस होते. पहिल्यांदा करताना किती दिवस लागले?
चार पाच दिवस. जास्त नाही. आणि तुम्हाला अ, कमीतकमी 10 दिवस तरी. पण ते सगळ्यांचं मी तुम्हाला खरं सांगू का? हा सामूहिक खेळ आहे, म्हणजे बायकांचा
अरे वाह! हां, हां.
त्यामुळे इतकी मजा येते ना. आणि जेव्हा सगळ्याजणी येतात ना. मग ते आणि असं नाहीये ना, की तुम्हाला परफेक्टच असायला पाहिजे.
हो, हो. ती मजा करायची गोष्ट आहे, परफेक्शनची काय त्यात गज गरज नाहीये. पण सगळ्या तुम्ही एकत्र येऊन ते एवढं छान करतात आणि सगळ्यांची एनर्जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत. कसं काय करता तुम्ही ते?
हो. हो, हो. आणि हो, हो. तर तसं तुम्ही म्हणालात ना, ती जी ऊर्जा आहे, जेव्हा आपण असे सामूहिक खेळ खेळतो आणि मग खरं सांगायचं ना की त्याच्यासाठी आपण वाट बघतो. आता कसं चाललंय ना हल्ली की सारखा आपण मोबाईलच बघत राहा, एकमेकींचं सारखं टेन्शनच घेत जा, बाबा बॉसचं टेन्शन, ह्याचं टेन्शन, त्याचं टेन्शन. एक ना म्हणतात ना, हे डिव्हिएशन. जे आहे, त्याच्यातून आपल्याला जर सुटकेचा श्वास घ्यायचा असेल, तर अशा अ, जे आपले सण आहेत किंवा जे आपलं पारंपरिक संगीत आहे, तर मला वाटतं हा एक मोठा ठेवा आहे आणि आपण खरंच त्याचा फायदा घेतला पाहिजे.
हं. हं, हं, हं. आणि काळाबरोबर मग तुम्हाला असं काही वाटतं का, की "संगीतात फरक पडलाय? सेलिब्रेशन्समध्ये फरक पडलाय? अंदाजामध्ये फरक पडलाय? आणि कसं वाटतं तुम्हाला? तो फरक आवडतो का नाही आवडत? चांगला वाटतो का कसं वाटतं?"
हो. नाही. तसं म्हटलं ना तर, कालाय तस्मै नमः जसा काळ बदलत चाललाय तसं आपणही बदललं गेलं पाहिजे. आता माझे आजोबा ना, म्हणजे ते भजन म्हणायचे आणि ते गावागावात जायचे. अ, म्हणजे
हां. भजन म्हणत-म्हणत गावात जायचे.
नाही, नाही. म्हणजे आज या रा म्हणजे आजच्या दिवस
अच्छा. प्रत्येक ठिकाणी थोडाफार भजनाचा कार्यक्रम करत होते. अच्छा.
हो, हो, हो. भजनाचे कार्यक्रम असायचे, तर आठवड्यातून 1-2 दिवस वेगवेगळ्या आसपासच्या गावात जायचे, तिथे भजन म्हणायचे. मग त्यांना, त्या ज्या भ भजन म्हणाले म्हणून कधीतरी फळं मिळायची, कधीतरी पैसे मिळायचे, कधीतरी टोपी-टॉवेल, असे बऱ्याचशा गोष्टी मिळायच्या. आणि
नसतं. मग भुजनं भजनीबुवांचा मान वेगळाच असतो. काही कार्यक्रमात तर ते अ, एकदम अ, वॉन्टेड असतात. हवेच असतात. आपलं रामजन्माच्या वेळेला पण कीर्तन वगैरे करतात, तसं ना?
हो. हो. अगदी, अगदी. अगदी, अगदी. पण मग अ, आता तुम्ही म्हणाल ना तर टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेली आहे, की आपण मग वेगवेगळ्या सी-डी किंवा YouTubeवरची प्लेलिस्ट लावतो. ते बरंही आहे म्हणा कारण की हल्लीच्या मुलांना आरत्या किंवा मंगळागौरीची कुठची गाणी आहेत ते माहीत नाही आहे, पण आणि YouTubeवर तसं पटकन म्हणजे बघितलं, सर्च केलं, की ते पटकन येतं.
हं. माहीत नाहीत, बरोबर. हो.
त्यामुळे असं तुम्हाला शिकवावं नाही म्हणजे आहे सगळं.
हां आणि आमचे आहे ना, कधीतरी गणपतीच्या आरत्या चुकतात मग, उलट्या-सुलट्या. <chuckles>
हो, हो. होतं, होतं हो. खरंच होतं. नाही हो, आपण कसं ना रोज नाही म्हणत हो, म्हणजे तेवढा आपल्याला वेळ नाहीये म्हणू शकता आणि कुठेतरी म्हण असं म्हणतात ना की ठीक आहे चुकलो तरी चालेल, पण आपण म्हणू ती, ती आरती म्हणू किंवा ते हो.
प्रेमाने बोलतो, गोडीने बोलतो, आम्हाला गणपती पाहिजे. <chuckles>
हो, हो. पण मला वाटतं ना महाराष्ट्रातलं दैवत, गणपती आणि ते जे आ आ आपल्याला म्हणजे म्हणतात ना 10 दिवस आपण इतकी छान भक्ती करतो देवाची आणि खरंच ते भारावून टाकणारं वातावरण असतं. तुम्ही कुठेही जा.
हो. हो, सगळे एकत्र येतात, सगळे एकत्र मजा करतात. गाणी गातात, आरती गातात.
हो.
अजून, काय करतात?
अजून अ, तसं म्हटलं ना, तर चढ संगीत आणि आपली, जी खाद्यसंस्कृती आहे, ह्या तिन्हीही गोष्टी बघा, अगदी एकत्र चालतात म्हणजे एखाद्या, कुटुंबात तुम्ही गेलात, की ज्यांच्याकडे गणपती आहेत, तर तुम्हाला गणपतीची आरती पण ऐकायला मिळेल, गणपतीचं आराधना पण लोकं करत आहेत, ती नैवेद्य दाखवत आहेत, आरास लावली आहे आणि मोदकसुद्धा खायला मिळतील बघा.
हो. <chuckles>
त्यामुळे, 5 ही इंद्रियां इंद्रियांना आपल्या जपून ठेवणारे हे सण आहेत.
खरं.
तुम्हाला जो काही क्षीण आलाय, ताण आलाय, तुम्ही सणांमध्ये जा आणि मला वाटतं ना, कदाचित हेच उद्देश असेल, जेव्हा लोकांनी इतके सण तयार केले.
ही, पूर्ण आपण त्याच्यातून अ, भक्तीपण वाढवावी आणि अ, एकत्र पण यावं, मजा करावी.
हो, हो.
बरोबर आहे.
कदाचित, तोच उद्देश असेल त्यांचा, की सगळ्यांना, काहीतरी वेगळं करायला मिळतंय आणि हल्ली तर, ते म्हणजे म्हणतात ना, की लहान मुलांनासुद्धा तुम्ही विचाराल ना, तर ते सुद्धा त्यांना, बऱ्याच लहान मुलांना लोकं रामरक्षा आणि अभंग, ओव्या, असे बरेच तुम्हाला गट मिळतील, कम्युनिटीज मिळतील, ज्या शिकवतात त्यांना.
हो. हं. हो, हो, हो. भरपूर असे आहेत आणि शिकतात. आणि एवढे छोटे-छोटे लोकं पण एवढे छान छान बोलतात ना, गोड वाटतं ऐकायला.
हां. आणि जरुरी आहे ते. त्यांना शिकवलं, तरच त्यांना कळेल. आपण जर त्यांना गोडी नाही लावली ना, तर मग ते कुठेतरी कठीण होऊन जाईल की त्यांना त्यांच्या पुढच्या पिढीला ते काय सांगणार? आपलं आपल्यालाच माहीत नाही आहे, तर अ, कसं आपण समोरच्या व्यक्तीला द्यावं ना, तर हा एक अ, सण सणांचा ठेवा आहे, आपला तो वारसा आहे, तो आपण पुढे चालवला पाहिजे.
तोच वारसा तुम्हाला तुमच्या वडिलांकडून मिळायला मला वाटतं. त्यांचं जसं भजनाचंही आहे. तुम्ही जसं हे सगळ्या सगळ्या उत्सवांचं सांगितलं, अ, नवरात्रीचं सांगितलं, फुगडी वगैरे आपल्या अ, मंगळागौरीचं सांगितलं इतरही सणांचं सांगितलं, संगीताचं सांगितलं, नृत्यांचं सांगितलं, खाद्यपदार्थांचं सांगितलं, मोदकापर्यंत आलो, गणपतीपर्यंत आलो आणि माझ्या पप्पांनी गणपती आणला. तुमच्या पप्पाने भजन अ, तुमच्याकडून आले <laughs> तुमच्या पप्पांनी भजन अ, तुम्हाला दिलं आणि तुम्ही पण तो वारसा मला वाटतं नक्कीच पुढे चालवत राहणार आहात. मला तुमचं अ, हे सणासुदीचं आणि संगीतमय वातावरण ऐकून खूप छान वाटलं. आभ अ, खूप खूप बरं वाटलं तुमच्याकडून हे सगळं ऐकून.
हो, हो. हो. <chuckles> अगदी, अगदी. <chuckles> माझ्या पप्पाने गणपती आणला. <laughs> हो, हो. धन्यवाद तुमचे. मलाही बरं वाटलं.
आभार.